हं, हं. म्हणजे लोकांचं काय माहिती आहे, बघा काय माहिती आहे का, की ज्यांना व्यसन करायचं असेल ना, तर ते लोक आहे ना म्हणजे फक्त बहाने देतात, कारण कारण देतात त्या व्यसनासाठी. असं आहे. बघा काही कसली गरज नसते. आपण आता ऑफिसला जातो काय आपल्याला व्यसनांची गरज आहे का? ऑफिसमध्ये नाही चालत म्हणजे आपण सर्व्हाइव्ह करू शकतो ना? व्यसनांच्या व्यतिरिक्त पण आपण ऑफिसमध्ये राहतो. आई-वडिलांसमोर आपण काय व्यसन करतो का? नाही. है ना? मग बाहेरच कसं मित्रांसोबत आपल्याला ते व्यसन पाहिजे? गरज नाहीये! मग फक्त आपण आहे ना ते म असं
बरोबर आहे. हां? काही कारण काढू शकतात. <chuckles> बरोबर आहे. बरोबर आहे. नाही, नाही, नाही. निश्चितच बरोबर. बरोबर आहे, नाही करत. नाही, नाही बरोबर आहे. अगदी 100% खरं आहे ते तुम्ही म्हणताय ते. मला पण एक उदाहरण द्याय द्यायला आवडेल इथं तर मी आता 1 आयटी पार्कला व्हिजिट केली होती तिथं बघितलं, की मुलं-मुली खूप सिगारेट ओढत होते. आणि जसं काय त्यांना इतका स्ट्रेस आहे. मग विचार केला मी जर ह्यांना एवढा स्ट्रेस आहे, तर मग ह्यांच्या मालकांनी तर फार म्हणजे <chuckles> काय करायला <chuckles>
हं. हं, हं. हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. <chuckles> ॲक्चुअली ते कसं होतं माहिती आहे का, ते तुम्ही जे बघितलंय ना, ते कसं होतं की अ, यंग एज जे जेव्हा असतं ना तर त्यांना ती स्टाईल वाटते. ती सिगारेट पिण्याची. बघा, मी किती भारी सिगारेट पितोय, बघा मी ते गोल-गोल राउंड काढतोय सिगारेट पिताना तर त्यांना ना ती, ती मजा वाटते ती आणि ती मजा कधी ती सवय लागून जाते त्यांनाही कळत नाही आणि मग ते सवयी सुटणं
हां, हां. हो, हो, हो. बरोबर. हं, हं. गोल-गोल राउंड काढतो. <chuckles> हो, हो.
इतक्या लवकर थोडी ना सवयी सुटतात हो? वर्ष लागतात त्यांना. लगेच नाही सुटत.
हो हो, खूप, म्हणजे एक डीप गोष्ट सांगितली आणि सवय सुटली तर नशीब तुमचं वर्षांनी का होईना पण शक्यतो भरपूर लोकांची सूटत नाही.
हं. अ, सुटायलाच पाहिजे. जर वाईट असले, तर ते सुटायलाच पाहिजे.
सुटायलाच पाहिजे. निश्चितच खूप तुम्ही छान सांगितलं. अ, सर ते शेवटी तुम्ही असं काहीतरी सांगू शकता का, की एखादा व्यक्ती आहे त्याचं जे शेड्यूल आहे ते नेहमीच असं बिझी असतं. मग त्याने स्वतःला कसं शांत केलं पाहिजे तुम्ही असे एक 3 ते 5 असे काही मुद्दे वगैरे सांगू शकाल का?
हं, हं, हं, हं. हं, हं. हं, हं. अ, स्वतःला त्यांनी शांत करण्यासाठी आहे ना बघा मला तरी काय होतं माहिती आहे का, एक अ, काय होतं ना स्ट्रेस म्हणून जेव्हा आपण एक अंघोळ करून बाहेर निघतो ना, तर मग आपण आपल्याला फ्रेश करून घेतो. तर मग तुम्ही आहे ना काय करा की स्वतःला एक छानसं काय, की तुमची पूर्ण निगेटिव्हिटी काढा. सर्वात आधी ती आहे. थोडा पॉझिटिव्ह जे तुमचे जवळचे चांगले-चांगले लोक आहेत, त्यांच्याशीच भेटा. त्यांना भेटा आणि व्यक्त व्हा. तुमच्या मनामध्ये जे काही चाललंय ना, ते मनात ठेवलं ना, तर ते असं एक घडा असतो तो भरतो आणि मग तो कधी फुटतो ना, मग त्याचा त्रास होतो. मग ते घडा तो भरू देऊ नका. तो तुम्ही आहे ना प्रत्येक वेळी तुम्हाला त्रास होतोय ना, तो व्यक्त व्हा. त तुम्हाला असं वाटतंय की जास्त मला स्ट्रेस आलंय, तर मग डॉक्टरला कन्सर्न करा. डॉक्टर आहेतच ना ते तुम्हाला सल्ले देतील.
हं. हं. हं. बरोब हां. <chuckles> बरोबर. बरं.

प्रगती झालीच पाहिजे. तर मग मला असंच नेहमी वाटतं की मी जो आता जो माझा एक मित्र आहे, जर ऑफिसमध्ये असं काहीतरी झालं, मी त्याच्याशी भेटतो आणि मला शांत वाटतं. त्याच्याशी भेटून झाल्यावर मग त्यानंतर मग आमच्या ज्या मग इथल्या-तिथल्या गप्पा आणि तो एक कॅरेक्टर असतो माहितीये ना, एक अ, प्रत्येक मित्रांमध्ये एक कॅरेक्टर असतो, है ना? तो रस्त्यावर कोणाशी पण बोलू शकतो. तो रस्त्यावर कुठलाही माणूस
हो. हो, हो, हो. कॅरेक्टर असतं, बरोबर आहे. <chuckles> हो, हे काही काही लोकांमध्ये कला असते. बोलू शकतात. त्यांची मजा घेऊ शकतात. <laughs>
ठीक आहे. "अरे नाही ना!" हं, हं. तो काय करतो माहितीये का की मग त्याला समजतं, की स्ट्रेसमध्ये आहे. आधी तर तुम्हाला समजावून काढून देतो, की "बाबा तू असं-असं करायला पाहिजे, असं झालं आहे." मग झालं विषय आता आमचं शांत झालं आहे. मग रस्त्यावर असं आम्ही जातोय ना किंवा बसलोय, तर तिथे कुठलाही माणूस येईल ना, "अरे बघा, काका, हा फालतूमध्ये टेन्शन घेतो. तुम्ही सांगा याला. टेन्शन घेतलं पाहिजे का?" मग आपल्याला असं होतं, "अरे तू काय करतोय यार हे?" "काय करतोय हा!" <chuckles> म्हणजे तसं असतं. मग तिथं कुठेतरी आपलं आहे ना एक त्याला पण माहिती आहे, की ह्याला थोडं एक हसण्याची गरज आहे, थोडा टाईमपास पाहिजे. हं, हं.
हां, हां. <chuckles> अच्छा. <chuckles> बरं, बरं. बरोबर. म्हणजे तो त्याच्या स्टाईलनी तुम्हाला कूल डाउन करतो. ऐकून घेतो आधी. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं दाखवून देतो. नंतर तुम्हाला तो असं म्हणतो ना, की कूल डाउन पण करतो आणि तुम्हाला नॉर्मल पण 100% करतो. खूपच छान! पण मग आता मित्रांचं तुम्ही सांगितलं आणि तुमचं कॉफीचं आणि अ, कूल डाउन होण्याचं रुटीन पण सांगितलं. पण मग अं, कधी-कधी आपल्या चेहऱ्यावरचं जे स्ट्रेस आहे किंवा ताणतणाव आहे, ते आपल्या आई-वडिलांना किंवा आपल्या घरातल्या इतर लोकांना कळतातच. मग ते तुम्हाला च असं विचारतात का की काय झालं बाबा? किंवा मग त्यांना तुम्ही काय उत्तर देता?
हं, हं. हं, हं. हो, हो. हो. हो, हो, हो. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हो, हो, हो. बघा काय माहितीये का? त्यांनी जन्म दिलाय. <chuckles> <inhales> तर त्यांना आपल्या बारीक-बारीक गोष्टीही माहिती असतात, की आपलं घरामध्ये जसं पाऊल पडतं, तर त्या पाऊलामध्ये त्यांना समजतं की बाबा काहीतरी गडबड झालीये आज.
हं, हं, हं. हां, हां. <chuckles> बरोबर आहे.
आपलं जे आपण घरामध्ये अ, बघा घरामध्ये जसं मला तरी असं वाटतं की सा साहजिकपणे मला असं वाटतं की आपण घरात जसं शिरतो, तर सर्वात पहिला आवाज देतो, "आई! आई कुठे आहे?" <tsk> असंच असतं ना, प्रत्येक अ, मुलाचं मला तरी असं वाटतं की मुलांमध्ये तर मुलं तशी करतात. आणि मग आपण स्ट्रेसमध्ये ज्या दिवशी घरामध्ये असंच घुसतो, तर मग आईलाही समजतं अरे आज याने आवाज नाही दिलाय. वडिलांना पण समजतं की आज काहीतरी झालंय.
आई, बरोबर आहे, बरोबर आहे. हो, हो. हो, त्यांना लगेच म्हणजे क्लू मिळतात असे छोटे-छोटे <chuckles> आणि ते आपल्याला अजिबात दाखवत नाही आपल्याला.
अ, क्लू क्लू असतात ना, आपण <chuckles> <laughs> नाही ना, नक्कीच त्यांना क्लू मिळतात आणि मग बघा ना त्यातली गंमत बघा ना तुम्ही, की त्यांना क्लू मिळाल्यावर ते आपल्याशी बोलत नाहीत. ते काय करतात माहितीये का? छानपैकी जेवण बनवतात.

सल्ले देऊ शकतात. प्रोफेशनल हेल्प घ्या तुम्ही.
ते प्रोफेशनली झालं पण मला असं वाटतं की तिथपर्यंत जाण्याची गरज ना पडायला फॅमिली आहे घरच्यांशी, जिथं आवडतं तिथं फिरा, मित्रांशी बोला, बस हेच आहे.
हं. खूपच छान, खूपच छान! तुम्ही आज अ, मार्गदर्शन केलं. आणि मला वाटतं की ही जी समस्या आहे की आपल्याला जो बिझी झाल्यानंतर जो स्ट्रेस येतो, तर मग आपण स्वतःला थोडंसं शांत करणं गरजेचं आहे आणि जर आपण ह्या व्यावहारिक अ, सूचनांचं पालन केलं, तर निश्चितचपणे आपण एक नॉर्मल लाईफ जी आहे ती जगू शकू आणि आपल्याला दुसऱ्या दिवसासाठी सज्ज होऊ शकू. खूपच तुमचे आभार आणि मनापासून धन्यवाद.
हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं. तुमचेही मनापासून धन्यवाद.